ते मराठी शिकवायचे. तर मराठी एक असा विषय आहे हां मराठी एक असा विषय आहे जो जास्त आम्हाला कठीण वाटायचा नाही. कारण की आमची स्वतःची मातृभाषा मराठी आहे. तर मग अ, या ग या गोष्टीला ते असं या गोष्टीचा एक फायदा पण व्हायचा आणि ते म्हणजे अ, त्यांना ही गोष्ट या गोष्टीची त्यांना चांगली जाणीव होती. तर मग ते त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करायचे. या या गोष्टी ही जी गोष्ट आहे की आम्ही हां.
अच्छा. म्हणजे मराठी शिकवायचे? हां, हां. बरोबर. हां, हां, हां. हो. हं, हं, हं. तर अ, बरोबर. हां. तर त्या व्यतिरिक्त असा कुठला विषय होता का? जो तुम्हाला म्हणजे थोडं आवडायचा खूप किंवा त्याला तुम्हाला असं शिकणं जरा अवघड जात होतं. असा कुठला विषय आहे? नंतर तो आवडायला लागला.
<clears throat>